आपल्या सगळ्यांसाठी काम तितकंच महत्वाचं असतं, जितकं घर आणि या दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या निभावताना कधी-कधी त्यांचा एक संतुलन ठेवताना किंवा तो एक ताळमेळ घालताना, थोडीशी आपली धांदर उडू शकते किंवा आव्हानात्मक होऊ शकतं. तर तुम्ही तुमच्या घरातला आणि कामातला एक ताळमेळ म्हणा किंवा एक बॅलन्स कसा राखता बरं याबद्दल थोडं सांगाल?
हो. नक्कीच. आता एक तर अ, अ, होम म्हणजे अ, घरात म्हणजे बाई म्हटले तर तिला कसं घरातपण बघावं लागतं आणि जर ती वर्कर असेल तर तिला ऑफिसपण आणि त्यात तिला जर मुळं, मुलं-बाळ असतील तर त्यांचंपण बघणं. तर तिच्यासाठी ना सगळ्यात मोठा अ, हा खूप मोठा टास्क असतो की अ, सगळं कसं मॅनेज करायचं. पण स्त्री शक्ती असते. तर अ, तर ती कसं असते म्हणजे माझं जनरली कसं होतं की अ, माझं वर्किंग असतं, हायब्रिड असतं त्याच्यामुळे मी अ, स 10:00 ते माझं 06:00पर्यंत माझं ऑफिस असतं. मग मी काय करते? की मला, अ, मला फॅमिलीपण इम्पोर्टंट आहे. आणि तेवढं ऑफिसपण इम्पॉर्टंट आहे, पण जास्त वेळ माझा फॅमिली असतो, की नाही माझी फॅमिली कुठे कमी पडता कामा नये किंवा माझे बाळं माझं अ, सासू-सासरे किंवा माझे जे पती आहेत त्यांनापण मला टाईम किंवा त्यांच्या माझ्याकडे तक तक्रारी आल्या नाही पाहिजे, की मग ही ऑफिसच करते किंवा मला टाईम देत नाही किंवा घरात लक्ष देत नाही. तर मी काय करते? माझ्यासाठी माझं रुटीन कसं असतं, की मी माझं रात्री कितीही टाईम झाला तरी मी सकाळी सहालाच उठणार तर 06:00ला उठल्यामुळे हा 06:00ला कसं असतं माझा टाईम आहे कारण की 06:00 उठली, की आपल्याला 1 दीड तास हा स्वत 1 तास आपला हा स्वतःसाठी भेटतो 07:00 कारण कोणीच उठलेलं नसतं त्याच्यामुळे मी माझं मेंटल अ, स्ट्रेससाठी मी योगा मेडिटेशन करते, त्यानी मी अ, स्ट्रेसफुल राहते म्हणजे माझा स्ट्रेस वगैरे सगळं निघून जातं आणि मी हॅप्पी राहते. मग मी त्याच्यानंतर माझं डेली रूटीन जे असेल माझं जेवण बनवणं, माझे सासू-सासऱ्यांसाठी माझ्या मुलांसाठी टिफिन बनवणं आणि माझ्या नवऱ्यासाठी टिफिन बनवणं. मग ह्या गोष्टी मी केल्या का त्याच्यामध्ये कसं मला जास्त वेळ लागत नाही. मी स्पीडनी सगळ्या गोष्टी करून ठेवते तोपर्यंत म्हणजे मी जर 07:30पर्यंत सगळं आवरलं तर सगळे उठतात त्या टाईमला, बरोबर ते उठतात त्यांचं रूटीन कच असतं मग उठणं मग त्यांना चहा पाणी जे असेल ते देणं, मग माझे जे पती असतील ते ऑफिसला जातात, 09:00 वाजता आणि माझे मुलांना सोबत घेऊन जातात म्हणजे ते स्कूलला ड्रॉप करतात आणि तसेच ते ऑफिसला जातात तर मग मला काय
हो. <chuckles> बरं. हं. अरे वाह! हो. हां. बरं. अरे वाह! म्हणजे ते ही एक हातभर लावतात, पण तुम्ही म्हणालात सुरुवातीला, की तुमचं एक हायब्रिड कल्चर आहे. तर हायब्रिडचा अर्थ काय हा थोडासा सांगाल?
हायब्रिड म्हणजे माझं ऑफिस हायब्रिड आहे तर असं म्हणजे रेग्युलर आपण बोलतो ना, की मला रेग्युलर ऑफिसला जावं लागत नाही. तर माझं अ, वीकमधून फक्त एकदा मला जावं लागतं, मग बाकीचं घरून असल्यामुळे मला तो अ, खूप मोठा फायदा होतो, कारण की आपल्याला ऑफिसला जायचं म्हणजे मला कसं आवरून जाणंच आहे सगळ्या आणि जर घरून काम असलं तर कसं असतं हां, चला माझं हे काम राहिलंय मी आता कॉल करून येत माझं ऑफिसचा, मग मी हे काम करते. म्हणजे ते पण बॅलन्स होतं आणि माझं ऑफिसपण बॅलन्स होतं.
बरं. हो. कधीही करता येतं ते काम, पण त्याचा एक दुष्परिणाम पण हाच आहे ना, की मग 24 तास आपण काम करत बसतो कधी-कधी. असं होतं का तुमच्याबरोबर?
हो. अ, असं मोस्ट ऑफ दी जेव्हा माझं ऑफिस चालू आहे आणि मुलांना सुट्टी आहे, तेव्हा असं, असं भरपूरदा होतं, कारण की आपण त्यांना एकटं सोडून ते चिडचिड करता किंवा त्यांच्यासोबत खेळलं नसतं कोणी आणि ते आपल्याभोवती चिडचिड करताना, आपण काम करत बसणं हे खूप चुकीचं असतं. मग मी काय करते? की कोणी नसेल तेव्हा मी तेवढा टाईम त्यांना देऊन टेक टाकते आणि मग कोणी अवेलेबल झालं त्या मूव्हमेंटला तर हा मग तुम्ही सांभाळा 1 दीड तास मी तेवढं माझं ऑफिस करते. मग ते लांबती प्रोसेसपण तेव्हाच जास्त लांबती प्रोसेस ओदरवाईज मी अ, म्हणजे माझं रुटीन बरोबर फॉलो करते.
हां. हो. अच्छा. हं, पण छान सांगितलं तुम्ही, की कोणीतरी असलं त्यांना सांभाळायला तर तुम्ही काम करू शकता. पण त्याचबरोबर अपेक्षाही असतात ना ओ, म्हणजे आता जर 4 अ, दिवस तुम्ही घरून काम करता, तर तुमच्याबरोबर असं झालंय का की अ, हसबंडच्या म्हणा, मुलांच्या किंवा सासू-सासऱ्यांच्या अपेक्षा असू शकतात की "आता ही काय घरीच आहे. मग मटार सोलत-सोलत कॉल घेईल." अशी काहीतरी अपेक्षा होते कधी-कधी ना?
हो, असतात अशा, पण माझ्या बाबतीत कसं होतं की अ, अ, ते सपोर्टिव्ह आहेत. ते काय बोलतात की माझा एक रूटीन आहे. मी काय म्हणते, माझं आता 10 ला मला लॉगिन करावं लागेल ना. तर मग 10 च्या आत मग, "आई तुम्हाला काही अ, हवंय का? तुम्हाला काही पाहिजे का? आज आपल्याला काही काम आहेत का? काय हे आहेत का?" मी 10 च्या आत जेवढं मला पॉसिबल होईल ना तेवढं करायचा प्रयत्न करते, की हां जरी नाही 100% झाला, तर हां, मी 75% करते की हां, माझं एवढं झालं पाहिजे. "मग आई मला ना कॉल असतील. माझं थोडं ऑफिस असेल. तर मग मला ना 2 तास काही काम सांगू नका. मी तेवढं केलं का, मला 1 तासाचा ब्रेक असेल, लंच ब्रेक, तेव्हा मी जेवण पण तुमच्या सोबत करीन आणि आपलं काही काम असेल, तेवढं आपण सोबत करूया." मग त्या पण काय करतात? अंड अंडरस्टँड करून घेतात. की हां चल जाऊ दे. ती बोलणार आहे की 1:00 वाजता येईल ती आपल्याकडे मग आपण तेव्हा तिला सांगू हे काम, हे कर किंवा मग ती आधी सांगते ना की आधी मॅनेज करून घेते आहे ती त्या गोष्टी त्याच्यामुळे मला असं
वाह! हां. अरे वाह! किती छान! हं. म्हणजे तिला समज आहे, असं सासूबाईंना ही माहिती आहे. पण सुरुवातीला हे अवघड गेलं का ओ? म्हणजे लग्न झाल्या-झाल्या म्हणा, जेव्हा काम चालू होतं असं?
हो. अहो, खूप प्रचंड म्हणजे असं आपण काही जा, असं असतं ना की न्यू घर त्याच्यात त्यांच्या रूटीन्स वेगळ्या आणि मा, आपण तसं मुलगी लग्न करून जाते म्हणजे तिने आधी काही केलं नसतं, आता समजा मी लग्न आधी कसं असतं, उठायचं 9 वाजता लगेच, 10 लॉगिनला बसायचं. म्हणजे आपल्याला चहा आयता, सगळं आयता येतं. तसं लग्न झाल्यावर नसतं मला थोडंसं खूप म्हणजे मला उठताच येत नव्हतं लवकर पहिली गोष्ट तर, म्हणजे मी उठत नव्हती, मला खूप बर्डन यायचं की मग स्ट्रेसफुल लाईफ होऊन की काय होईल आता, कसं मॅनेज करायचं? हे ते पण मी स्वतःशीच ठरवलं की आपल्याकडं कोणी बोट नाही दाखवलं किंवा आपल्यावर कोणी नाराज नाही झालं पाहिजे. आपण आपलं अ, 100% द्यायचा प्रयत्न करायचा, की उद्या त्यांनी आपल्याला शिकायत म्हणतो आपण ती केली नाही केली पाहिजे. मी त्या दृष्टीने खूप प्रयत्न करायला लागले आणि त्यांना पण माझे ते अ, अ प्रयत्न दिसायला लागले की माझे सासू सासरे ही कोणासाठी करते.
<chuckles> बरोबर. हं. किती छान. अरे वाह! खूपच कौतुकास्पद आहे. तुम्ही म्हणालात, की स्ट्रेस व्हायचं, मग ते स्ट्रेस क कमी करण्यासाठी तुम्ही सांगत होता की सकाळी, सकाळी तुम्ही योगा केला सुरू केला. त्या व्यतिरिक्त अजून काय, काय केलं बरं तो तणाव कमी होण्यासाठी?
हां, मी योगा म्हणजे मी अ, करायला लागली कारण की अ, योगा हा खूप चांगला असतो आपल्या अ, हेल्थसाठी. मी योगा आणि मेडिटेशन करायचे. मग मेडिटेशन मी अ, 15 मिनिटं मी कंटिन्यूस म्हणजे कोणालाही मला डिस्टर्बन्स होणार नाही, म्हणून मी लवकर उठायचे. मग मेडिटेशन केल्यामुळे ना, मला त्याचा खूप फायदा व्हायला लागला, की आणि मी अशी एक गोष्ट माझ्या मनात असायची की अ, असं मला कोणीही किती काम म्हणजे सांगितलं की हां, तर मी त्यांना म्हणजे मला त्यांच्या जागी ठेवायचे, की हां ही अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून मी सून आहे किंवा मी बायको आहे. तर मी ते गृहीत धरून असायचे की त्यांनी सांगितलं आपल्याला तरी आपण स्वइच्छेने म्हणायचं का हा मी करीन किंवा मी करते किंवा मी करून ठेवते आधीच, त्याच्यामुळे ती वेळ आणून नाही द्यायची आपण आपल्यावर.
हं. हं. किती छान. खूपच समजूतदार आहात तुम्ही. <chuckles>
<chuckles> आहे अजूनपर्यंत आहे पण अ देव करो की पुढे पण असं राहो. त्याच्यात एकट्याची बाजू नसते की समोरच्यानी पण आपल्याला जर सपोर्ट दिला, हँडल करून घेतलं किंवा जबरदस्ती न करता की सिच्युएशन सम अ समजून घेतली तर आपण काय बोलतो ना, की होऊन जातं सगळ्या गोष्टी मॅनेज एका हाताने होत नाही गोष्टी मॅनेज.
अगदी बरोबर. अगदी बरोबर ए आणि घर कामपण एक टीम वर्कच असतं ना एका प्रकारचं.
हो, मोठं टीमवर्क आहे हे. सगळ्यात मोठं टीमवर्क हे अं, घराचं. म्हणजे कुटुंबच एक मोठं टीमवर्क आहे.
हो, हो, अगदी बरोबर आहे. पण त्या टीमला कधी-कधी खूप जास्त ताण येत असेल ना, म्हणजे एखादी ईमर्जन्सी आली म्हणा आणि रोजचं रूटीन काही सारखंच नसतं. एखाद्या दिवशी अचानक काहीतरी वेगळं घडलं तर मग तुम्ही काय करता? मग तो बॅलन्स कसा ठेवायचा प्रयत्न करता, कामाचा आणि घराचा?
हां मग मग मी काय करते, की आता माझं ऑफिस असतं तर मी पटकन माझ्या मॅनेजरला कोणाला कॉल करून सांगणार, की मला इमर्जन्सी आहे. मी लगेच लॉगिन करू शकत नाही किंवा मी आज सुट्टी घेते, कारण की फॅमिली 1ली आहे. मला हे जॉब गेला, मला 2रा भेटेल किंवा नाही भेटला तरी, आपण फॅमिलीसोबत असणं खूप गरजेचं आहे किंवा मग आपलं अ, आपली जर जवळची माणसं ते जवळ असणं खूप गरजेचं असतं आपल्यासाठी. आपल्याला काम तर उद्या पण मला करता येईल किंवा मी नाईटला पण करू शकते. एक दिवस नाईटला केलं म्हणजे मी काही कमी होणार नाही किंवा मला काही अ, त्रास होणार नाही. पण मला फॅमिली जर, त्या टाईमला मी अव्हेलेबल नसले, आता समजा एखाद आमच्या बाबतीत एक केस घडली होती की अं, अ अचानक माझ्या अ, सासूबाईंची शुगर वाढली होती. आणि मला त्या दिवशी खूप म्हणजे अ, इम्पोर्टंट काम होतं, आपण म्हणतो ना लास्ट अ, हे करायचं असतं, त्यांचा डेमो वगैरे द्यायचा होता. आणि मग आम्ही टीमवर्क होती आमची आणि आम्ही सगळ्यांनी आद आगल्या दिवशी सगळं प्रेझेंटेशन बनवलेलं होतं. मग अ, अ, आणि दुसऱ्या दिवशी ते अचानक असं घडलं. म्हणजे मी आता ऑफिसला निघणार, मला ऑफिसला जायचं होतं आणि अ, म्हणजे एवढं मला असं झालतं पण मी असा विचार केला की मी जर अ, सोडून गेली आणि त्याला प्राधान्य दिलं तर अ, मला काम ठीक आहे मी तिकडे ॲप्रिसिएशन भेटेल, पण मला लाईफटाईम कुठं राहायचं आहे? किंवा मला कोणात राहायचं आहे? माझी माणसं किंवा अ, आज म्हणजे शेवटी एक जबाबदार असते ना आपली, की अ, उद्या त्यांना पण वाटेल की माझ्यासाठी तिने ते त्या गोष्टी सोडल्या. तर मी अ, म्हणजे मी डायरेक्ट कॉल करून सांगितलं की मी आज अ, नाही अव्हेलेबल राहू शकत, खूप मोठी इमर्जन्सी आलेली आहे, तुम्ही मॅनेज करून घ्या कसं पण करून. तर मी डायरेक्ट म्हणजे मी काही पुढचं सांगितलंच नाही की काय झालं हे वगैरे. तर अ, म्हणजे मी माझ्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, सगळ्या गोष्टी केल्या. तर आज त्यांना त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की "तिने स्वतःला नाही म्हणजे की आधी स्वतःला नाही ठेवता आम्हाला ठेवती. म्हणून आज कोणती पण वेळ आली का ते, पहिले म्हणतात, नाही तुझं काम तू कर, आम्ही आमचं बघून घेतो.,
हं. अगदी बरोबर. अरे! अरे! हो. अरे! अरे! हम्म. नक्की. अरे वाह! हम्म. किती छान! अ, म्हणजे त्यांनी पण म्हणजे ती तुम्हाला प्राधान्य द्यायला सुरुवात केली त्यानंतरही त्यांनी समजलं. पण हा प्राधान्यक्रम कधी-कधी बदलतो का? म्हणजे एखाद्या वेळेस खरंच ठीक आहे घरच्यांना अपेक्षाही आहेत काही कामाच्या किंवा मदतीच्या. पण तुमचं काम जरा महत्त्वाचं असतं कधी-कधी. तर असा एखादा दिवस तरी येतच असेल तुमच्याही आयुष्यात कधीतरी जेव्हा तुम्ही कामाला जरा जास्त प्राधान्य देता.
आ हो. येतो ना. कारण की अ, प्रत्येक दिवस सारखा नसतो. म्हणजे ते आज गोड आहे म्हणजे उद्या गोड असणार असं नसतं. मग काय होतं की अ, होतं कधी-कधी थोडी चिडचिड होती, हे, ते आणि मग अ, आता समजा आज मी त्यांना मला खूप मोठा कॉल आहे आणि मी त्यांना चहाचचं विचारलं नाही. मी विसरून गेली किंवा मला आज कंटिन्यूस कॉलवर कॉल आहेत ऑफिसचे तर मग थोड्याशा त्या विचारतात, "आज का बरं विचारलं नाही? नाही आज का बरं हे असं?" मग थोड्याशा चिडचिड करतात. ह्या-त्या करतात. मग मला आ मोठं डिफिकल्ट होतं आता कसं मॅनेज करू. मी विसरून जाते कारण की कामाच्या ह्याच्यात आता मी म्हणते गृहीत धरते त्या हा घेतील त्या ते समजून घेतील. पण कधी-कधी नाही घेत ना ते समजून. मग मला थोडंसं संध्याकाळी थोडंसं त्यांच्या आवडीच्या गप्पा करावा लागतात त्यांच्यासोबत. मग त्यांच्या आवडीचं, ए मग नाही तर मग आहे ना, "आई चला ना तुम्हाला साडी अ, एक की नाही तर मी दुकानातून खूप छान साड्या बघितल्या होत्या. मी ऑनलाईन असं बघितलं होतं की सेल वगैरे चालू आहे. असं-तसं, छान-छान व्हरायटी होत्या. चलता का आपण जाऊन फिरून येऊ." मग आता एक तर बाई असते म्हणजे मोस्ट ऑफ दि तिचं असतं साडी किंवा दागिने. <laughs> मग मला ती ट्रिक माहिती आहे ना. मग मी थोडंसं म्हणजे मोठं बनवायचं असेल तर मोठ्या गोष्टी करायच्या आणि छोटं असेल तर मग "चला इथं ना आहे सेल आहे, छान आहे आपण जाऊयात." मग त्या बोलत्या की "हां." असं थोडंसं "हां, हां." असं, असं करतात मग नंतर म्हणते "कुठे गं? मी तर नाही पाहिला." मग मी त्यांना मुद्दाम ऑनलाईन दाखवणार मग ते बोलतात "हां, हां, हां. जाऊ आपण, जाऊ. तो आला का आपण सगळे जाऊ गाडीत."मग ते गेलं का त्यांना त्यांच्या आवडीची वस्तू घेऊन दिली का हा मग ते शा म्हणजे छान वाटतं त्यांना आणि मग ते परत सॉर्टआउट होऊन जातं.
बरोबर. हां. बरोबर. <laughs> अच्छा. त्यांना पटवायला थोडं. हो. <chuckles> आकर्षण. <laughs> <coughs> किती छान. म्हणजे तुमचेही प्रयत्न दिसतात त्यांना. आणि तुम्ही ते प्रयत्न खरेखुरे करता म्हणून दिसतात.
हो.
म्हणजे खूपच छान. हा एक ताळमेळ अ, कधी-कधी कामाला किंवा पैशांना किंवा उत्पन्नाला जास्त प्राधान्य देणाऱ्यांना जमत नाही. त्यांना काय सांगाल तुम्ही? कि कसं ते बॅलन्स करावं कसं ताळमेळ राखावा?
मला हं, हां. मला असं हं. मला असं वाटतं, की काम आणि जे आपलं अ, जे ऑफिस अ, असेल किंवा दुसरं काम असेल आणि घरातल्या व्यक्तींचं हे ताळमेळ, खूप महत्वाचं असतं. काम किंवा पैसा आपण मिळवू शकतो, कमवू शकतो पण माणसं नाही मिळवू शकत. तर आपण जर सिच्युएशन पाहून, परिस्थिती पाहून हँडल करता आली पाहिजे. तर कसं आहे, समजा खूपच इमर्जन्सी आहे आणि आपल्याला फॅमिलीला आपली गरजचं आहे तर त्या टाईमला आपण काम स्किप करून फक्त फॅमिलीकडं बघावं आणि जर समजा कामाला खूप मोठी गरज आहे आणि फॅमिलीचं ठीक आहे, रोजचंच आहे तर मग आपण कामाला हे करावं. पण सग ह्यांच्या दोघांमध्ये पण मला असं वाटतं, की फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे, आज तुला हा जॉब गेला, तुम्हाला किंवा कुणाला पण तर आपल्याला दुसरा भेटेल, पण जर आपली आई गेली, कुणी गेलं किंवा काही झालं, तर ते आपल्याला दुसरे नाही भेटणार ना. आपल्याला अ, म्हणजे नाही भेटू शकत. आपण ते इमॅजिन पण नाही करू शकत, की काय होईल? तर अ, आज आहे तर तोच फॅमिलीसाठी वेळ जास्त द्या. काम करून फॅमिलीसाठी वेळ द्या. पण नुसतं कामच करा किंवा नुसतं मग नुसती फॅमिलीच कारण, की अ, म बाई ठीक आहे घरात राहू शकते. पण माणूस तर कंटिन्यू घरात नाही राहू शकत, ते मान्य करतो. कारण तो कर्ता-धर्ता पुरुष असतो. पण जेवढं होईल त्यांनी पण पॉसिबल, की जो ज्याच्यासाठी पैसे कमवतोय, कोणासाठी फॅमिलीसाठी किंवा काम करतोय तर ती फॅमिलीला त्याचा एक मानसिक सपोर्ट पण खूप गरजेचं असतं. जेवढं तो शारीरिकपणे कष्ट करतोय तेवढं त्याचं मानसिक म्हणजे तो संध्याकाळी मुलाबाळांवरून हात फिरवणं अ, म्हणजे बायकोशी दोन शब्द बोलणं, आई वडिलांशी प्रेमाने बोलणं. बास ते दुसरं काहीच एक्स्पेक्ट करत नाही. एवढ्याच गोष्टी करतात. तर मला असं वाटतं, की हा ताळमेळ जपला ना, तर आयुष्य खूप सुंदर आहे.
हम्म. वाह! खरंच. किती छान. बरोबर. नक्कीच. अगदी खरं आहे. किती छान. म्हणजे तुमचा स्वभाव समजूतदार तर आहेच, पण तुमचे विचारही किती खोल आहेत आणि माणसांना कसं काम करता, करता प्राधान्य देऊ शकतो? याबद्दल तुम्ही स्वतःचीही उदाहरणं शेअर केलीत आणि त्याचबरोबर छोट्या, छोट्या मजेशीर टिप्स ही सांगितल्यात, जसं सासूबाईंना साड्यांबद्दल बोलून तुम्ही थोडंसं कधी-कधी पटवण्याचा प्रयत्न करता. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून. आपण पुन्हा नक्कीच बोलूया. धन्यवाद.
धन्यवाद.